मग असं निसर्गाकडून तुम्ही काय शिकता, म्हणजे पुस्तकाकडून तुम्ही काय शिकलात हे तर सा सांगाच, पण त्याचबरोबर निसर्गाकडूनही तुम्ही काय-काय शिकता आणि निसर्ग तुमचा गुरु होण्याची काय कारणे आहेत हेही सांगा.
हे बघा. निसर्गामध्ये अ, खूप साऱ्या गोष्टी, पण मी तुम्हाला 2 उदाहरणं देते, की जेणेकरून हे सम समजायला पण सोपं जाईल आणि मी एक्सप्लेन करते. झाड आहेत. झाड म्हणजे फळं असू देत. फुलं असू देत. बघा. ज्या झाडाला फळं असते, त्या झाडाला आपण पाणी घातलेलंच आहे असं नाही. ते झाड तरीही आपल्याला फळं देतात, फुलं देतात. बघा ना आपण सकाळी देवपूजा करतो, शेजारच्याच्या घराच्या समोरील झाडाची फुलं तोडून आणतो. कधीही त्या झाडाने म्हटलं का हो, की "तु मला एकही दिवस पाणी घातलेलं नाही. माझं फुल तू आज नेऊ नको" म्हणून.
हं. हं. बरोबर. खरं आहे. हं, हं. हं. नाही, नाही, कधीच नाही. खरं आहे.
बघा की. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण रस्त्याने प्रवास करतो. आपल्याला जे झाड खरंच खूप छान मोठं, घनदाट दिसतं, सावली एकदम मस्त गार वाटते. आपण लगेच त्याच्याखाली काय म्हणतो थांबा. 10-15 मिनिटं आपण यात आराम करूया. ते झाड कधी म्हटलंत का, ओ, की "मी तुला ह्या रस्त्यानं आज पहिल्यांदाच बघितलंय"
हं. बरोबर. <chuckles>
"आणि तू का माझी सावली घेतोय" म्हणून? अजिबात नाही. बघा. मग हे झाड किती काय शिकून जातं. आपण माणसाने का म्हणून अशी अपेक्षा करायची प्रत्येक वेळी, की मला ह्या गोष्टीतनं लाभ मिळालाच पाहिजे.
खरं आहे हो. हं. बरोबर आहे. <chuckles>
आपण हर एक गोष्ट आपण नफ्या-तोट्यातच करतो ना आता. मला एवढा मला नफा होणार असेल, तर मी याच्यात इन्व्हेस्टमेंट करणार. ओथरवाईज नाही.
हो ना हो. खरं आहे. बरोबर. <chuckles>
उदाहरण बघा, की आपण त्यालाच व्यक्ती त्याच व्यक्तीला कॉल करतो. जी आपल्याला रिस्पेक्ट देते. जी व्यक्ती आपल्याला रिस्पेक्ट देत नाही. आपण त्याला कॉल करत नाही. कॉल का करत नाही? कारण त्या बदल्यात आपल्याला आदर मिळत नाही. म्हणजे आदर मिळवणं हा पण एक नफाच आहे की.
बरोबर. हो ना.